हो. म्हणजे समजा आता आपण खूप दमलो असू, रात्र म्हणजे अख्खा दिवसभर अ, आपल्याल आपला हेक्टिक गेला असेल आणि खूप थकायला वगैरे झालं असेल. तर अशा वेळेला नक्की तुम्ही हे ट्राय करा. भीमसेनी कापूर असला पाहिजे पण तो. तो डिफ्युजरमध्ये लावला
अ, काय म्हणजे अ, फरक असतो तो साधा कापूर आणि भीमसेनी कापूरमध्ये?
साधा कापूर मेणाचा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये वॅक्स मिक्स असतं आणि भीमसेनी कापूर प्युअर असतो, शुद्ध असतो.
अच्छा. हं. हां. आणि त्या असा मोठा कॅन्डल वगैरे सारखा असतो का गोल तसंच नॉर्मल कापूर अ
अडल्टरेशन नसतं कोणतं त्याच्यात. नाही. तो त्याला ना असा अ, परफेक्ट शेप नसतो. तो असा वेगवेगळ्या आकारात असतो. म्हणजे तो गोलच असतो असं वगैरे काही नाही. त्याचा एक असा स्पेसिफिक आकार नसतो त्याला. तसा वेगवेगळ्या आकाराच्या तुक हां. तसा असतो. बरोबर खडीसाखरेसारखा असतो. तर त्याला असा स्वतःचा असा काही अ, आकार नसतो. तर मग तो भीमसेनी कापूर मी अ, रूममध्ये लावते आणि मग त्याच्यावर कधी लॅव्हेंडरचं इसेंशियल ऑइल, की कधी मोगऱ्याचं इसेंशियल ऑइल. असे वेगवेगळे इसेंशियल ऑइल्स मी त्या कापरावर घालते.
अच्छा, अच्छा. म्हणजे खडीसाखर असते बघा आपली मोठी तसं हं, हं. बरोबर. असतं. अच्छा. म्हणजे हां, कापरावर घालताय इसेंशियल ऑइल. म्हणजे त्यामुळे अ, फ्रॅग्रन्स त्या इसेंशियल ऑइलचा पसरत असेल पूर्ण रूममध्ये?
हां. हो. हो. खूप सुंदर आहे तो. हो, हो. आणि कापूर आणि ते इसेंशियल ऑइलचा असा फ्रॅग्रन्स अ, मिक्स होतो एकमेकांमध्ये आणि अजून शांत वाटते खोली. आणि अ
अरे वाह!